बघा ना, आज भारतच नव्हे तर पूर्ण जगामध्ये हे पॉप कल्चर इतकं फॅड चालू आहे, जिथं बघितलं तिथं पॉप कल्चर, ट्रेंड, सोशल मीडियाचा वापर. मग तुम्हाला पण असं काही वाटतं का ओ, का पॉप कल्चरने समाजावर काय बदल घडवले आहेत, सांगाल मला?
अ, नक्कीच. अ, समाजावर जे आहेत आजकाल हे पॉप कल्चरमुळं भरपूर काही बदल घडलेले आहेत. काही चांगले आहेत आणि <chuckles> बरेच काही असे जे आहे, की ते चांगले नाही आहे समाजासाठी. कारण की अ, बघायला गेलं तर, की याचा काय विशिष्ट प्रकारे काय लवकर अ, अप आजकालची जी तरुण पिढी आहे ना आणि आजकालचे जे युवक आहे किंवा युवती आहे, त्या काय करतात ना, की हे फार लवकर जे आहे ना, पॉप कल्चर, लवकर एक्सेप्ट करतात. लवकरच त्यांची फॅशन म्हणा किंवा मग काय जे दाखवल्या जातात ना त्याच्यावर लवकर अंमलबजावणी करतात. आणि बाकीचे मग त्यांना काही भानच राहत नाही. समाजाबद्दल, आपल्या क आपले जे पारंपरिक पद्धती आहे, कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे, ह्या गोष्टींचं बिलकुल भानच राहत नाही त्यांना.
हं. बरोबर. हं, हं. हं. ते पण आहे. नक्कीच, नी मला अगोदर हे तुम्ही सांगा नेमकं पॉप कल्चर म्हणजे काय?
पॉप कल्चर मला असं सांगायचं की आता ज्या परिस्थितीला जे काही चेंजेस झाले. जसं फॅशनबद्दल चेंजेस झाले, की फॅशन बदलल्या गेलेली आहेत. त्याच्यानंतर मग आपले जे खाद्यसंस्कृत खाद्यसंस्कृती बदलली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आजकाल जे फ्रीडम म्हणतात ना, की ज्याला स्वतंत्रपणा, सगळ्यांना युवक-युवतींना स्वतंत्रपणा पाहिजे, रात्री-बेरात्री फिरणं, त्याच्यानंतर मग ते आता नवीन, ते चालू आहे डिस्कोमध्ये जाणं, डान्स करणं, पबमध्ये जाणं, म्हणजे हे सगळं पॉप कल्चर मध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर मग, बरेचसे असे लाइव्ह कंसर्ट्स होतात, शोज होतात तिथं जातात. तिथं ते एन्जॉय करणं. म्हणजे हे सगळं पॉप कल्चरचाच एक भाग आहे. आणि
हं, हं. बरोबर. हं, हं. <chuckles> हो. नक्कीच, नक्कीच. नक्कीच. म्हणजे ह्या पॉप कल्चरने एकंदरी समाजावर नक्कीच बदल घडवलेले आहेत.आता मला हे सांगा तुम्ही का आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ते कुठे-कुठे दिसतात. जसं आता तुम्ही सांगितलं डिस्को वगैरे नाही का, मग चित्रपट, गाणी, वेब सीरीज, फॅशन, इंटरनेट मेम्स वगैरे थोडक्यात मला काही सांगाल?
अ, नक्कीच हे पॉप कल्चर जे आहे ना, की आपल्याला जे आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यात पहिले दिसतं. म्हणजे सोशल मीडिया आली, त्याच्यानंतर मग इन्स्टा रील आले, YouTubeचे शॉट्स आलेत, त्याच्यानंतर Facebook आलेत, त्याच्यानंतर मग आपल्याला जे आहेत की आता जे वेबसिरीज येत आहे किंवा चित्रपट येत आहे आणि जी गाणी येत आहे, या सगळ्याच माध्यमातून जे आहे ना, आपल्याला ते पॉप कल्चर दिसतं आणि मग याचंच आकलन युवा पिढी करतेच न मग आपल्याला काय आपण जेव्हा कुठे जात असतो शॉपिंग मॉलला म्हणा किंवा कुठेतरी मंदिरात मग एखादा दिसतोच नाही का? ते फाटकी जीन्स घातलेली, ते शर्ट कुठेतरी चाललं, ते केसं कलर केलेले, ते कानामध्ये बाळी टाकलेली, ते कुठं टॅटू केलेले, म्हणजे असे दिसतं. मग आपण म्हणतो, "अरे! हे काय?" मग ते म्हणतात, "अरे, हे थोडंसं फॅशन चालूय याची." आता आजकालचे पोरं असं घालतात, असं राहतात. मग त्या पद्धतीनं त्यांचं ते बोलणं, चालणं, त्यांचे मग हावभाव बदलतात, बोलणं, चालणं त्यांचे लगेच सगळं चेंज करतात. मग ते असं बोलतात, की एकदम नाही का असं कूल दिसलं पाहिजे. समोरच्याला भारी दिसलं पाहिजे. तर बोलणं चालणं बी त्यांचं बदलून जातं.
हं. बरोबर. बरोबर. हम्म. बरोबर, हो ना. बरोबर, हो. ते पण आहे ज जसं जग बदललं. तसं, अ, ह्या तरुण पिढीने म्हणा किंवा लहान, लहान मुलं पण ही पॉप कल्चर घेत आहे, बदल घडवत आहे नाही का? मग मला आता हे सांगा तुम्ही, का मुंबईच्या पिक्चरपासून ते मराठी सिनेमा आणि इंस्ट्रा रील ट्रेंडपर्यंत पॉप कल्चरने आपल्या सामाजिक मूल्य, बोलणं, वागणं कशी बदललेली आहेत? काही ठोस उदाहरण देऊ शकाल मला?
अगदी बरोबर. अ, नक्कीच देऊ शकतो मी. आता काय आहे ना, मराठी चित्रपट जे होते ठीक आहे, फार विचारपूर्वक बनवले जायचे. कारण की काय आहे, मराठी चित्रपट पाहणारा जो व्यक्ती सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे. तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी नाही दाखवल्या जायच्या, की जेणेकरून समाजावर की समाजावर किंवा मग लहान मुलांवर किंवा घरातल्या स्त्रियांवर किंवा कुठल्याही व्यक्तींवर काहीतरी परिणाम होतील. की आपल्या मराठी चित्रपटांमध्ये बघा तुम्ही जास्त भांडणं दाखवत नाही, मारामाऱ्या दाखवत नाही. असे, विचित्र विषय दाखवत नाही, की चोऱ्या-चकऱ्या करणं झालं, खून द खून करणं झालं, दरोडे झाले, असे ते काय भावनिक गोष्टी दाखवतात त्याच्यामध्ये आणि चांगले दाखवतात काहीतरी, काहीतरी उद्देश्य निघलं पाहिजे. पहिला उद्देश त्यांचा हाच असो, की या चित्रपटातून काहीतरी शिकायला लोकांना भेटलं पाहिजे, की घरातल्या गोष्टी, पारिवारिक गोष्टी आहे. काही जीवन बदलणाऱ्या घडवणाऱ्या हरिश्चंद्रची फॅक्ट्री जसं पिक्च म्हणजे हे पिक्चर किंवा मग एखादं चांगलं आत्मचरित्र, कथा अशी होते आणि त्याच्यातून काय होतं संवाद चांगले होते त्यावेळेस. तर मग चांगले शब्द कानावर पडायचे तर त्यावेळेस आपण काय एकदम सभ्यतेने बोलायचो. अहो, तुम्हाला पाणी हवं आहे का? अहो, जाहो. मग त्याच्यानंतर थोडं कल्चर बदललं. मग अरे-तुरे वर आलं, बरोबर? मग त्याच्यानंतर थोडं बदललं, मग प्रेम प्रकरणं हे, ते हे पिक्चर यायला लागले आणि मग त्याच्यानंतर प्रेम प्रकरणं वाढले. त्यानंतर थोडं बदललं, की मग आता ते फ्रीडम आलं थोडंसं. आता जग बदललंय आपण कंद्याला-कंदा लावून भेटायचं जायचं असं-तसं सुरू झालं हिंडणं-फिरणं. मग तो बदल दिसला कॉलेजचं कल्चर आलं, मग कॉलेजमध्ये सगळं बिंदासपणे करणं हे करणं मग असं सुरू झालं. मग त्याच्यानंतर मग आपण हिंदी सिनेमाकडं वळालो, मग हिंदी सिनेमांमध्ये पण असंच सुरुवातीला होतं, जसं मराठी सिनेमांमध्ये होतं. मग आता हिंदी सिनेमे एवढे बदलले गेलेले आहेत, विलक्षण आणि मग त्याच्यानंतर आता जे त्याच्यामध्ये अभिनेता-अभिनेत्री दाखवते, की त्यांना काही मर्यादाच राहिलेला नाही पहिली गोष्ट तर. आणि पिक्चरही हिंदी सिनेमा असा बनवतात, की अ, जसे ते मर्डर पिक्चर बघा किंवा कुठलाही पिक्चर बघा. आपण आजकाल तर मला भीती वाटते घरामध्ये पिक्चर बघायची म्हटलं तर फॅमिलीसोबत किंवा मुलांसोबत, की काय दाखवतील त्याचा काही भरोसाच नाही त्याच्यामध्ये आणि त्यातल्या त्यात, आता ते मारहाणीचं प्रकरण एवढं दाखवलं लागलं विचित्र दाखवतात, की बाप रे बाप! असं आपल्याला पाहायला कसं तरी वाटतं ते. आपण डोळे बंद करून घेतो. तो एनिमल सार एनिमल सारखा पिक्चर आला होता, ते केजीएफ सारखा पिक्चर आला होता, आता सध्याला तो धुरंधर पिक्चर आहे, काय दाखवताय त्याच्यामध्ये तुम्ही, एवढी मारहाण, एवढा म्हणजे
बरोबर. हं. ते पण आहे. हं. ते पण आहे. बरोबर. ते पण आहे. नक्कीच. हम्म. हो. हं. जसे की? हं. ते पण आहे. म्हणजे एकंदरीत हो, म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटतंय? हं, हं. हं.
काय म्हणतात निर्घुन हत्या करणं, हे करणं ते करणं त्याला तुम्ही कल्चर दाखवतायत. त्याच्यामध्ये सिगरेट पिता आहे, त्याच्यामध्ये दारू पिता आहे मोकळेपणाने आणि मग ते गाणे, ते नाच गाणे.
मे मग एकंदरीत, हा, पॉप कल्चर तुम्हाला असं वाटताय का, समाजावरती जे बदल तो घडवू राहिला? एकंदरीत ती वाई वाईट चाल आहे, वाईट रस्ता तो दाखवत दाखवत आहे जगाला?
त्यांचं काम काय आहे, त्यांचं काम आहे एंटरटेनमेंटचं, बरोबर मनोरंजनाचं. आता त्यांना बोलायला गेलं, ते काय म्हणतील, “आम्ही मनोरंजनाचं साधन आहे, तर आम्ही मनोरंजन जे लोकांना आवडतं, ते आम्ही करतोय.” किंवा त्यांचा तो व्यवसाय आहे, बरोबर. जे चाल जे चालतं तेच विकलं जातं, तो अशातला भाग आहे. पण आपल्या समाजातील जे व्यक्ती आहेत, आपली जी युवा पिढी आहे, ते काय करते ना, ती चांगली गोष्ट घ्यायचं सोडून देते, पण जे वाईट गोष्ट आहे ती ट्रेंड पकडून घेते ते. तो आता पिक्चर आला होता. कबीर सिंग, कबीर सिंग पिक्चर आला होता. कबीर सिंग पिक्चरमध्ये एक गोष्ट चांगली होती अशी, की तो जो दाखवला होता कबीर सिंग, तो एक नंबरचा सरजंट होता.
हं. बरोबर. बरोबर. हं, हं. हं, हं. हो. तेच. हं. हं.
एक नंबरचा सर्जन होता, टॉप होता तो
हं, हं.
मेडिकल मेडिकलमध्ये. ती गोष्ट नाही बघितली कोणी. पण तो सिगरेट पीत होता, तो दारू पीत होता, तो मो उंच आवाजात बोलत होता, मुलींसोबत असं राहत होता, की “ये मेरी बंदी है, हात लगावोगे तो ये करूंगा,” ते लगेच मुलाने ते कन्सिडर करून घेतलं. लगेच ते तसेच हां.
हो. म्हणजे एकंदरीत ते चांगल्या ज्या गोष्टी दाखवत आहेत. त्या घेत नाही आहे आणि वाईट गोष्टींकडेच ते अट्रॅक्शन, म्हणजे आकर्षित जास्त होतात ते आणि त्याच्यामध्ये तो हो. नक्कीच.
अरे तो का अ, हां. तो कॉलेजमध्ये होता, कसा कसा वागत होता कॉलेजमध्ये. त्यानं दाढीवाडी अशी काही वाढवली नव्हती, काही असं हे नव्हतं केलं. ते पण त्यानं मग त्याच्यानंतर ते एक त्याचा झोन असतो, की तो जास्त दारू प्यायला लागतो, जास्त सिगरेट प्यायला लागतो. मग त्याला वेळ नसतो दाढीवाढी करायला, तो वाढवतो. मग सगळ्या पोरांनी दाढया वाढवल्या चालले, ते त्याची स्टाईल कॉपी करत. मग असंच होतं, जेव्हा आपण काही येतं ना, छोटीशी पण ती गोष्ट चांगली नसती, पण लोकं तेच घेतात. तेच करतात. आता ते Instagramचं रील्सचच उदाहरण द्यायचं झालं, तर मग ते रील्स बनव एकानं बनवले कधीतरी चांगल्या रील्स, मग ते असं, चांगल्या रील्स कोणी पाहतच नाही. हे सगळे असे टाइमपास, फालतू रील्स, हे त्याच्यावर मग टाईमपास होतो. आणि मग आता बघा तुम्ही. कुठेही धार्मिक, धार्मिक स्थळी जा, सार्वजनिक स्थळी जा.
हं. बरोबर आहे. नक्कीच. हं, हं. सांगा ना. हं.
सगळे ते, रील्स बनवण्यामध्ये बिझी राहतात. अरे, शाळेतले मुलं कॉलेजमधले मुलं, ते सुद्धा रील्स बनवतात आणि अशा-अशा प्रकारचे रील्स बनवतात तेच की, ये मेरी बंदी है, इसको हाथ तो लगा के दिखा मग असं तसं काय बनवतील, त्याचा काही भरोसाच नाही अन् हमारे एरिया में आएंगे तो हां.
हो ना. नक्कीच, ते चुकीचं आहे, एकंदरीत नाही का ते. तुम्ही चांगल्या गोष्टी घ्या, चांगले पिक्चर अ, दाखवतात आहे, इंडस्ट्री अ, बदललेली आहे, पॉप कल्चर समाजावर येत आहे. नक्कीच चांगल्या गोष्टी घ्या त्यांच्यामध्ये. मग बघा ना, तेच आता मी तुम्हाला, विचारणार होते का पॉप कल्चरने चांगल्या बदलाला प्रेरित केलं आहे काय? जसे की सामाजिक चळवळी, अ, खुलं संवाद, प्रतिनिधित्व किंवा तो अधिक उपवाद, असं काही झालेलं आहे? वाढतोय का, असं वाटतं का तुम्हाला?
अ, नक्कीच वाढतोय बघा. जसं मी सांगितलं ना ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, चांगली आणि वाईट. अ, तो आपला दृष्टिकोन आहे की आपण काय बघतोय. तर जसं मी, आता हेच सांगितलं की हा दृष्टिकोन समाजावर घडतोय. पण चांगल्या गोष्टी अशाच होता, की बऱ्याच काही अशा घटना असतात, की जिथं करून आहे ना, खुले संवाद असतात. परत काय होतं ना, की जिथं शिक्षण म्हणजे जिथं माणसाला शिकण्याची आवड असते, पण त्याला काही ना काही कारणास्तव शिकता येत नाही किंवा मग, तिथपर्यंत शहरात जाणं किंवा त्या देशात जाणं, शक्य नसतं. तो आता सहजपणे कुठेही बसून त्या गोष्टी शिकू शकतो. त्याच्यानंतर जे आता एक चांगलं उदाहरण देतो.
नक्कीच. हं, हं. हं, हं. बरोबर. हो, सांगा ना?
आता सध्याला एक अ, सांस्कृतिक पारंपरिक कार्यक्रम होता, एका शहरामध्ये आणि तिथं काय होतं ना, तिथं त्या कार्यक्रमासाठी फार भाविक लोकं येणार होते, तर मग ते तिकडचे, ते झाडं तोडायचा सरकारने निर्णय घेतला. बाबा, हे झाडं तोडून टाका आणि मग इथं जे आहे, त्यांची व्यवस्था होईल, मोकळी जागा होईल, ते होईल. मग काही सोच, काही समाज अ, समाजकर्ता लोकांनी, काय केलं की त्याच्यावर थोडं ऑब्जेक्शन घेतलं. त्यांनी अ, रीतसर कंप्लेंट दिली पण बघितलं की ते काही फरक नाही पडत आहे कारण की तो वरून ऑर्डर होता, तिथल्या लोकांच्या हातात काही नव्हतं. मग त्यांनी, अशा त्यावेळेस, त्या पोस्ट टाकायला सुरुवात केल्या की बाबा असं झाडं कापत आहे, कितपर्यंत योग्य आहे? आम्ही असा प्रयत्न केला, तसा प्रयत्न केला, आपण सगळे मिळून करू आणि मग सगळेजण मिळून जेव्हा जमा झाले, सगळ्यांनी त्याच्यावर पोस्ट केले, सगळं भरपूर चाललं ते प्रकरण आणि मग शक्यत मग सरकारला नाईलाजाने तो निर्णय मागं घ्यावा लागला. ते झाडं तोडायचे थांबले. म्हणजे किती चांगली गोष्ट घडली.
हं, हं. हो, का? हं. बरोबर, नक्कीच चांगली गोष्ट झाली. बघा ना, म्हणजे संवाद केला का खुली आता ही एक चळवळच म्हणा ना, झाडे लावा झाडे जगवा. सरकारने ते, एक फंक्शन तिथं होणार होतं, उपक्रम एक राबवणार होता, म्हणून ते झाडं तोडायला सांगितली. नक्कीच, खूप छान काम केलं. मग असंच काहीतरी मला आता तुम्ही सांगा, का पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये पॉप कल्चर समाजावर आणखी काय बदल घडवून आणेल, असं तुम्हाला वाटते? नेमकं, ग्रामीण आणि शहरी आणि वेगवेगळ्या पिढ्यांमधला काही फरक कसा राहील?
अगदी, बरोबर. हां, हे जे पॉप कल्चर अ, आलेलं आहे ना. तर याच्यामध्ये नक्कीच असे बदल घडणार आहेत. मला अशी थोडीशी भीती आहे की आपले अ, जी संस्कृती आहे, आपलं जे सण, त्योहार, परंपरा, आपल्या जे काही संस्कृती आहे, इतिहास आहे. ह्या गोष्टी आहे ना समाजाला दाखवल्या जात नाही आहे आणि मग जे सगळं दाखवलं जातं ते नवीन दाखवल्या जातात आणि मग ते सगळं फॅशनेबल, बाहेरच्या देशातलं, इकडं-तिकडं. याचं-त्याचं अनुकरण जिकड-चिकडच्या गोष्टी त्या दाखवल्या जातात आणि मग काय होऊ लागलं, की याचा समाजावर खरंच फरक पडतो आहे आणि मग जेणेकरून काय होतं की ह्या गोष्टी पाठीमागं पडत चाललेल्या आहे आणि नवीन गोष्टी कल्चरमध्ये येत आहेत. जे आपल्या आणि पाहायला गेलं ते आपलं कल्चर नाही आहे. आता 31st नाईट डिसेंबरची, ते आपलं कल्चर नाही आहे. पण ते कल्चरमध्ये आलेलंच आहे ना ते. व्हॅलेंटाईन डे, हे कल्चर नाहीये आपलं. पण ते आलेलंच आहे आणि मग याचाच युवकांवर प परिणाम होतो आणि मग हे सगळं देखा-देखी पाहून काय होतंय आता ग्रामीण अ, भागातले जे तरुण आहेत, त्यांचं शहराकडे जास्त आकर्षण वाढलं की शहरात बाबा, असं असतं, सगळं फ्रीडम असतं, सगळं मोकळं असतं. तिथं आपल्याला मनसोक्तपणे सगळं करायला भेटतं, पैसा असतो. ऐशोआरामात जगता येतं की इकडं पब आहे, क्लब आहे, हिंडता येत, फिरता येत, सिनेमा आहे.
हं, हं. बरोबर. हो ना. बरोबर. हं, हं. नक्कीच. बरोबर. बरोबर, मग तुम्हाला असं वाटतं का हो, ह्या ज्या गोष्टी बदलत आहेत, ते पॉप कल्चर लोकं दाखवत आहेत. सोशल मीडियावरती म्हणा किंवा ओ-टी-टी सीरीज वगैरेवरती म्हणा, काही काळात ते थोडं कमी व्हायला पाहिजे? काही उपाययोजना त्यासाठी कसं करायचं?
हां, नक्कीच. हे काय आहे थोडंसं याच्यावर अ, बंधनं घातली पाहिजेत. पॉप कल्चरवर थोडंसं आणि याच्यामध्ये कसं आहे सरकारने थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, की आपण कुठल्या गोष्टी दाखवतो आहे? समाजावर काय परिणाम होतं अन् आपल्या कुठल्या गोष्टीं आपल्याला नाही दाखवल्या पाहिजे? तर अगर सरकारने काही विशेष धोरणं घेतले आहेत आणि मग हे जे प्लॅटफॉर्म जे आहेत. जसे चित्रपट बनवणं झालं किंवा मग हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, यांच्यावर सांगितलं बाबा, अशा प्रकार अशा प्रकारच्या गोष्टी याच्यावर नाही दाखवल्या गेल्या पाहिजेत. आता साध्या टीव्हीवरसुद्धा ॲड येते की ते गुटख्याची ॲड येते, ती दारूची ॲड येते. मग अशा तुम्ही कशाला प्रमोट करता या गोष्टींना? चांगल्या गोष्टी दाखवा ना. तुम्ही हे का नाही दाखवत आहे, की बाबा हे फळं खा. ह्यांना चांगलं शरीरावर अशा फळांची ॲडव्हरटाईज नाही. चांगल्या गोष्टींची तर कुठं ॲडव्हरटाईजच नाही आहे.
हं. बरोबर. हं, हं. हं, हं. ते पण आहे.
मग ते याच्यावर बंदी घालायला पाहिजे ना, की जेणेकरून मग हा प्रचार होणार नाही आणि मग त्याच्याकडे ती तरुण पिढी किंवा येणारी पिढी त्याच्याकडे आकर्षित होणार नाही जेणेकरून आणि जेव्हा सिनेमा झालं, बाकी सगळ्या गोष्टींवर अशा बंधनं घातल्या गेले आहेत, की हे असे प्रकार दाखवायचे नाही. मग ते लोकं तसे ते अकस्मात करणार नाही ना त्या गोष्टी.
हं. नक्कीच. बरोबर आहे, म्हणजे एकंदरीत आपण पण काही अ, प्रयत्न करायला पाहिजे. स्वतःहून सुरुवात केली तर नक्कीच पूर्ण समाज बदलेल आणि हा जो पॉप कल्चर आलेला आहे आणि ह्या कल्चरमुळे समाजावर जो बदल घडलेला आहे. नक्कीच तो काही कारणास्तव तो खरंच चांगला पण आहे आणि थोडे त्याच्यामध्ये काही वाईट ही परिणाम होत आहेत. नाही का? एकंदरीत.
अगदी बरोबर.
खरंच खूप अ, व्यवस्थित आणि छान माहिती दिली तुम्ही आणि जे महत्वाचे मुद्दे होते ते पण तुम्ही व्यवस्थितरित्या मांडले. मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल. बोलूया आपण, धन्यवाद.
मला तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आहे आणि नक्की पुन्हा बोलायला आवडेल. मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद तुमचे.